अ, नक्कीच अ, कसं आहे ना, मी पण काय करते अ, छोटे छोटे ब्रेक्स घेते मग त्या ब्रेक्समध्ये ना, असंच कुठेतरी शतपावली करून येणं थं हवेत म्हणा असं केलं की नाही तर खूप छान वाटतं आणि मी तर कसं आहे मी वर्क फ्रॉम होम करते आणि मी गावात वर्क फ्रॉम होम तर माझ्या आजूबाजूला तर इतके निसर्गरम्य जागा आहेत किंवा शेतच आहे मागं, तर मला इतकं छान वाटतं, बाग आहे तर मी तिथं जाऊन जरी बसले ना त्या फुलांचा सुगंध, ते झाडांची सावलीमध्ये जरी मी बसले ना 5-10 मिनिटं तर मला खूप छान वाटतं ते मी करते किंवा कधी-कधी छोटेसे ब्रेक्समध्ये अ, मला मसाला दूध घेणे किंवा Maggi करून खाणे हेही मला खूप आवडतं किंवा गाणी ऐकले तर हे छोटे-छोटे जेव्हा आपण गोष्टी करतो की नाही तर आपल्या कामाचा जो स्ट्रेस आहे ना, तो स्ट्रेस बऱ्यापैकी कमी होतो किंवा आपल्याला पुढं काय करायचं, ते काम कसं पार पाडायचं. हे जे आपल्याला एक क्लॅरिटी भेटते असं मी म्हणेन.
हां. हं. हां. हां, हां, हां. ओके. अच्छा! हं. हां. वाह! हं. हां. हं, हं, हं, हं. अ, हां. अच्छा. हां. हां, हां, हां, हां. हं, हं, हं. हां. हं. हं.

ओके हं, हं, हं, हं. मग तुमचं असं काही समोरचं म्हणजे तुमचा जो बॉस आहे म्हणा किंवा सहकारी आहे म्हणा. तर त्याचं अ, ते कधी तुम्हाला त्यांची स्वतःची अवस्था सांगतात का हो? म्हणजे काय झालं अ, काही प्रॉब्लेम्स आले म्हणा किंवा तणाव आला म्हणा तर ते तुमच्याशी शेअर करतात? किंवा
हं, हं. हां नक्कीच, म्हणजे एकदा ना अ, माझे जे बॉस आहेत त्यांचे जे सीनियर लोकं असतात ना त्यांना तर आपल्यापेक्षा जास्त कामाचं लोड असते कारण त्यांना त्यांचं काम करून आपलंही काम करायचं असतं तर अ, एकदा माझी जे बॉस आहेत ना ते मला वाटते 1 आठवड्यांच्या सुट्टीवर होते कंप्लीट तर अ, मला असं वाटलं कदाचित सडनली सुट्टीवर गेले. मला असं वाटलं कदाचित फिरायला गेले असतील किंवा काहीतरी कार्यक्रम असतील आणि जेव्हा ते नंतर आले, तेव्हा मी विचारलं, "सर काय झालं तुम्ही 1 महिना सॉरी 1 आठवडा तुम्ही नव्हता ऑफिसला." तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं, की कामाचं जे स्ट्रेस आहे ना किंवा अ, इतकं ते त्यांना मेंटली त्यांना प्रॉब्लेम होत होता किंवा कंटिन्यू असं सिस्टमकडे बघून जे आहे ना डोळ्यात पाणी येणे, एका जागेवर बसून जो आहे ना, त्यांचा बीपी हाय होत होता, म्हणजे बऱ्यापैकी हेल्थ इश्यूज त्यांना झाले होते तर त्यांनी डॉक्टरांना अ, हे केलं अ, डॉक्टरकडे गेले तर तेव्हा त्यांनी डॉक्टर नी सांगितलं म्हणजे त्यांना तर इतका कामाचा त्यांनी लोड हे घेतलं होतं त्यांनी सांगितलं तुम्ही 1 आठवडा आता ब्रेकच घ्या.
हां. हं. हो ना. हं. हं. अच्छा. हं. ओके. हां. हां. हां. अरे बाप रे! हां. हं. हं. हं, हं, हं, हं, हं, हं. अच्छा. हं. हं, हं. अरे बाप रे हां. हां, हं, हं, हं.
<chuckles> तर हे असं होतं. कुठं थांबलं पाहिजे किंवा कुठं ते म्हणतात ना आपण काम करतोय ते ठीक आहे, पण थोडासा, थोडासा ब्रेक घेणे, थोडंसं पाणी पिणे, वेळ वेळेत खाणे हे खरंच खूप गरजेचं आहे.
हो ना. हं. हं. हां. हं, हं, हं, हं. हां. तुमचा असं काही आठवणीतला किस्सा आहे का, की कामामुळे खूप सारा तणाव आला आहे आणि उदासी म्हणजे निर्माण झाली आहे किंवा तुम्हाला नैराश्य आलंय असं काही?

हां. नक्कीच. अ, कसं आहे ना, की मला तर सारखे डेडलाईन्स प्रोजेक्ट हे सारखे असतात. तर मला माझ्या डोक्यात जे आहे ना, सारखं ते टेन्शन असते की ते प्रोजेक्ट होईल की नाही, सक्सेसफुल होईल की नाही. आणि कुठं ना कुठेतरी आहे ना, मी तर टेन्शनमध्ये असतेच असते. पण त्याचा इम्पॅक्ट जो आहे माझ्या हेल्थवर आणि माझ्या पर्सनल लाईफवर दोन्हीवरही पडतो. आणि ते मी बघितलं आहे म्हणजे ऑफिस झालं की नाही, तरी ती चिड-चिड सारखी ती चिड-चिड. आणि किंवा घरकामात मन न लागणं. तर ते होत होतं. तर मी अ, मी लगेच मला ते कळलं हे का होतंय आणि मी लगेच म्हटलं की नाही ऑफिसचं जे काम आहे, ते ऑफिसच्या टायमिंगपर्यंतच करेल. ते घरी ते घरी आणायचं नाही त्याचं टेन्शन. किंवा जे काही म्हणजे मी उदास जरी असली काही कारणामुळे ऑफिसच्या, तर ते घरी नाही आणायचं किंवा माझ्या पर्सनल त्या गोष्टींवर त्याचा इम्पॅक्ट नक्कीच पडला नाही पाहिजे. तर ह्याची मी नक्की काळजी घ्यायला सुरुवात केली.
हं. हं. अच्छा. हं. हां. हं, हं, हं, हं. हं. हां. हं, हं. हां. अच्छा. ओके. हं. हं. हां. तेच. हां. हं, हं. हो ना. हां. अगदी बरोबर. हं, हं, हं, हं. ओके. मग घरच्यांना ह्याच्यामध्ये म्हणजे त्या तुम्हाला सपोर्ट कसा मिळाला? कारण की कसं असतं की आपल्याला जर ताण आला किंवा आपण जेव्हा उदास होतो, तेव्हा घरच्यांना नक्कीच कळतं ना. जसं की आपले आई-बाबा असतील तर. मग त्यांनी तुम्हाला कसं काय सपोर्ट केला किंवा काय केलं?
हं. हं. हां. नक्कीच. अ, त्यांना ते दिसत होतं की मी इतकं काम करते, इतकं काम करते. तर ते मला सारखे म्हणायचे, "अगं सई, तू थोडा स्वतःसाठी वेळ काढ. आमच्यासाठी राहू दे, किमान स्वतःसाठी तरी वेळ काढ. थोडं फिरून ये, थोडं काहीतरी छंद जोपास, का नाही. काहीतरी कर." मी काय करायची? नुसतं काम करणे, झोपणे, खाणे बास. त्याच्याशिवाय काहीच नव्हतं. तर मला नंतर लक्षात आलं की नाही हे, हे बरोबर नाही आहे. मला फॅमिलीलाही वेळ देणं गरजेचं आहे. स्वतःलाही वेळ देणं अ, तितकंच गरजेचं आहे. तर कदाचित ते मला माझ्या आई-बाबांमुळे मला ते कळलं की अ, एक म्हणतात ना की जे काम जेव्हा करतो ना आपण, तेव्हा आपल्या बाकीच्या पण काही जबाबदाऱ्या
हं. हां. हां, हां. हं. हां. हं. <chuckles> <chuckles> अगं बाई, हां. हं, हं, हं. हं. हं. हं, हं. हां.
तर तेही लक्षात ...न ठेवणं हे खरंच खूपच गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की आपण जेव्हा काम करतो, तेव्हा कधीतरी व्यक्त करणं, आपले जे सीनियर आहेत त्यांना व्यक्त करणं नाही जमत आहे, नाही होत आहे, हे खूप टफ आहे व्यक्त करणं हे खरंच गरजेचं आहे. मला खूप असे प्रॉब्लेम्स मी फेस केलेत की मला इतकं कामाचा लोड द्यायची आणि मी ते चूपचाप करायची की मी काही बोलायची नाही. त्याच्यामुळे मला इतका स्ट्रेस यायचा. नंतर मला कळले एक एक म्हणतात ना माणसाने नाही बोलायला शिकलं पाहिजे. हां.
हां, हां, हां, हां. अगदी बरो हं. हं, हं. हां, हां, हां. हो. हां. बाप रे! हां, हां. अ, हं. अगदी योग्य. बरोबर. खरंच म्हणजे खूप असं

पण मग असं कधी आलं नाही, की तुम्हाला नकार नाही देता आलाय त्या कामाला, मग त्याच्यामुळे तुम्हाला अजूनच त्रास झालाय? हं.
हं. <laughs> नक्कीच. म्हणजे मला 1 अ, प्रोजेक्ट भेटला होता अ, थर्सडेला भेटला होता आणि त्याची जी डेडलाईन होती म्हणजे ती मंडेला. म्हणजे बघा ना, माझ्याकडे थर्सडे आणि फ्रायडे हे 2 च दिवस होते ते प्रोजेक्ट अ, कंप्लीट करायला. अ, आणि प्रोजेक्ट तसा खूप लेंदी होता. तर मला कळेनाच यार, आता हे कसं करू आणि अ, होईल की नाही? आणि मी ते इतकं टेन्शन घेतलं. मी लिटरली मी सॅटरडे, संडे पण मी काम केलं. <laughs> म्हणजे विचार करा ना, मी जर त्यांना म्हटले असते, की "हे लेंदी प्रोजेक्ट आहे. थोडं मला अजून 2 दिवसाचा वेळ लागेल." तर त्यांनी जी डेडलाईन आहे ना ती मंडेच्या ऐवजी वेडनेसडे केली असती तर मला ती हिंमतच नव्हती ना बोलायची. मी म्हणले, "बरं, होईल. मी करेन." मला माहिती होतं की लेंदी आहे, पण कसं नाही म्हणायचं, कसं त्यांना डिसअपॉइंट करायचं. किंवा ते व्यक्त पण नाही मला करता आलं. मला त्यामुळे सॅटरडे-संडे काम करावं लागलं. मग जाऊन ते मंडेला प्रोजेक्ट कंप्लीट झालं. तर काही गोष्टी ज्या अशा असतात ना, की माणसाने व्यक्त करणं खरंच गरजेचं आहे. तुम्हाला जर एखादी गोष्ट जर तुम्हाला जमत नाहीये तुम्हाला अ, किंवा काही गोष्टींचा समजा तुम्हाला त्रास होतोय. तर ते जेव्हा आपण बोलून दाखवतो ना, तर कदाचित समोरचा व्यक्ती तुम्हाला समजून घेईल आणि तुमचं बऱ्यापैकी जे काम आहे ते हलकं होईल असं मला वाटतं.
हं, हं. हं. हं. ओके. हं. हं. हं, हं, हं, हं, हं. हं, हं. अरे बापरे! <chuckles> हां, हां. हो. हां, हां. हां. हां. हं, हं, हं, हं. हां, हां. हं. हं, हं, हं. हां. हं, हं. येस, बरोबर. पण अ, मग खूप वेळेला काय होतं माहिती आहे का, आपण कधी-कधी छोट्या-छोट्या गोष्टी करत असतो. जसं की चालायला जाणं म्हणा किंवा 10 मिनिटाचा चहा ब्रेक घेते हा. किंवा जरा मी काहीतरी खुल्या आकाशात किंवा निसर्गामध्ये जरा जाऊन येते, जेणेकरून जरा जी ता तणाव आला आहे. तो जरा कुठेतरी कमी होईल आणि आपलं अं, कामामध्ये पुन्हा मन लागेल छान पद्धतीने. तर अशा पद्धतीचे काही टिप्स द्याल?
हं. हं. येस. हं. हां. हं. हं.